हं, <chuckles> नक्कीच-नक्कीच पहा, यामागची खूप अ, मोठे असे रहस्य आहे किंवा स्टोरी आहे. अ, मी ज्यावेळेस अ, शालेय जीवनात होतो किंवा मग ज्यावेळेस अ, मी कॉलेज लाईफ मध्ये होतो. त्यावेळेस माझा जो राग असायचा किंवा जी माझ्या मनामध्ये चिंता असायची किंवा माझ्या मनामध्ये जे काही निगेटिव्हिटी असायची ती अतिप्रमाणात असायची, तर निश्चितच त्यासाठी हं, तर त्यासाठी मी असे अनेक सारे प्रयोग करायचो की जेणेकरून अ, मला कोणत्याच गोष्टीने त्यामध्ये फार फरक दिसत न नसायचा. मग अशा वेळेस मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेलो. वेगवेगळे सायकायट्रिस्ट किंवा मानस उपचार तज्ञ अशा लोकांना दाखवलं, तर निश्चितच मला वाटतंय की त्यांनी मला सांगितलं की तू गोळ्या खाण्यापेक्षा किंवा मानसिक अ, गोष्टींचा ताण घेण्यापेक्षा जर तुला खरंच तुझं थंड करायचंय. तुझ्या मनामधली जी नकारात्मकता आहे, तुझ्या मनामध्ये येणारे अतिविचार असू किंवा तुझ्या मनामध्ये येणाऱ्या ज्या नकारात्मक भावना असू, त्यासाठी तू काय कर, एक छोटसं एक श्वासाचा, अ, आसन कर किंवा सराव कर. तर निश्चितच मला वाटतंय की अ, जे अ, काही माझे डॉक्टर होते किंवा जे काही माझे सायकायट्रिस्ट होते अ, त्यांनी मला सल्ला दिला आणि मला वाटतं ही सवय मला कोरोना काळापासून लागली, कारण आपल्याला माहीत होता, तो काळ किती वाईट होता. त्यामध्ये आपण सर्वजण घरात असायचो. तर कुठेतरी आपली जे बोलणं असू किंवा ज्या काही आपल्या गोष्टी होत्या, ह्या कुठेतरी थांबल्या होत्या. मनामध्ये नकारात्मकता आली आणि ज्या काही आपल्या भावना होत्या, त्या कुठेतरी आपण एकमेकाला शेअर करू शकत नव्हतो. तर निश्चितच मला वाटतंय की 2020 पासून कुठेतरी अ, मी ह्या अ, सरावाला सुरुवात केली आणि नक्कीच अ, त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत मी तो सराव कायम करतो आणि निश्चितच त्यामुळे माझं जे मन आहे ते थंड राहतं आणि शांत राहतं.
हं, हं, हं, हं. हं, हं. सांगा ना? हां. हं. हं. बरोबर. अच्छा. हं, हं. हो. हं, हं, हं, हं, हं. हो. क्या हं. क्या बात. हं. हां. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर, हं. हं. बरोबर. अरे वाह! अच्छा. खूप भयानक, भयानक. हो, हो. हं. हं. बरोबर. क्या बात है. हं, हं. अ, हां, क्या बात, क्या बात. तर मला सांगा ना जेव्हा तुम्ही जसं मला सांगितलं आहे की अ, 2020 पासून तुम्ही करायला सुरुवात केली. तर मग तुम्हाला या ब्रीदींग टेकनीकने पहिल्यांदा कधी फरक जाणवलं?

अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा, कारण आजकाल आपण पाहतो, की धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि इतर साऱ्या गोष्टी आपल्याला फारच वाढलेल्या आहेत, तणावाबरोबरच कुठेतरी चिंता, मनामध्ये नकारात्मकता. तर निश्चितच मला वाटतं त्यामुळे जे आपलं मन आहे ना, हे कुठेतरी अस्थिर राहतं, कुठेतरी तो आपला अ, आपल्याला राग अनावर होत नाही. तर निश्चितच मला वाटतं ज्यावेळेस मला अशा साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, तर त्यावेळेस मी असे काही श्वासाचे सराव सांगतो करतो की जेणेकरून जे माझं मन आहे, ते शांत आणि थंड झालं पाहिजे. तर त्याच्यामधलाच एक सराव म्हणजे एक 4-4-4 अशी मी कुठेतरी सूत्र पाळतो की 4 सेकंद श्वास घेणे, 4 सेकंद श्वास आपला अ, दा दाबून ठेवणे, म्हणजे घेते वेळेस अ, 4 सेकंदापर्यंत श्वास घ्यायचा, नंतर 4 सेकंद होईपर्यंत श्वास आपला अ, तसाच स्थिर ठेवायचा आणि 4 सेकंदानंतर तो दमादमाने 4 सेकंद करून अ, सोडायचा. तर मला वाटतंय असे केल्यामुळे कुठेतरी जे माझ्या मनामध्ये राग आहे किंवा माझ्या मनामध्ये जी काही चिंता आहे किंवा जे काही नकारात्मक विचार आहेत, ते अ, अ, माझ्या जे श्वासावाटे आहेत कुठेतरी बाहेर पडतात. म्हणतात ना की जी सकारात्मक शक्ती अ, श्वासाद्वारे आपल्या मनात जाते आणि जी काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या श्वासाद्वारे कुठेतरी बाहेर पडतात. तर निश्चितच मला वाटतं या सरावामुळे जे माझं मन आहे ते थंड राहतं आणि कायम चांगलं राहतं, असं मला सांगायला आवडेल.
हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं. हं, हं. बरोबर. हो, हो, हो. हं, हं. हं, हं. क्या बात! हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हो. हां, हां. हं. हां, हां. क्या बात है! क्या बात है! हं. हां, हां. हं. क्या बात है. किती सुंदर! हं, हं, हं. हं, हं. हं. हं.

अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. पहा कसं असतं आहे ना, की एखादा आपला जो काळ असतो, म्हणतात ना, की जे तरुण मुलं असतात, त्यांचं जे रक्त असतं, कुठेतरी ते गरम असतं. तर निश्चितच अ, अ, त्यावेळेस मी तरुण होतो. अंगामध्ये ताकद होती आणि भरपूर साऱ्या गोष्टी करण्याची जिद्द होती. पण त्याचबरोबर कुठेतरी मनामध्ये राग असायचा. मनामध्ये नकारात्मक विचार असायचे, मनामध्ये भावना अ, आपल्या ठीक नसायच्या आणि जे माझं मन आहे ना, हे कुठेतरी अस्थिर असायचं. शांत नसायचं, सारखं काही ना काहीतरी विचारामध्ये गुंतलेलं असायचं. तर निश्चितच त्या गोष्टीमुळे मला भरपूर साऱ्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं. जसं, की अ, काही दिवस मी डिप्रेशनमध्ये होतो. काही दिवस मला मानसिक अ अ, ...अगदी बरोबर आणि काही दिवस मला मानसिक अ, अ, जे म्हणतात ना, स्वास्थ्य ह्याला कुठेतरी झुंजावं लागलं. तर निश्चितच मला वाटतं, की हे सर्व काही माझ्या मानसिकतेमुळे, माझ्या मनामुळे, हे कुठेतरी थंड नसल्यामुळे, किंवा काही त्याच्यामध्ये गोष्टी नसल्यामुळे हे असं होतं आहे. परंतु ज्यावेळेस मी हे डॉक्टरांना दाखवलं, तर त्यांच्या अभ्यासातून कळालं, की मला माझे मन शांत ठेवावं लागतील, जर माझं शांत मन शांत राहील तरच
हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हं, हं. बरोबर. अच्छा, हो. हं, हं, हं. हां, हां. हं, हं. काय बोलताय? हं, हं. त्रास झाला होता. हं, हं. हं. हं. हं. हं, हं. नाही बरोबर. पण मी हे बोलतोय, की अ, जेव्हा तुम्ही हे केलं पहिल्यांदा, जेव्हा तुम्हाला ब्रीथिंगची, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करायला लागले, किंवा ते श्वासाचा. तर तुम्हाला फरक कधी जाणवायला लागला? त्याला किती वेळ गेला तुम्हाला?
हं, हं. अं हां, नक्कीच-नक्कीच. मला वाटतं आहे, की अ, मला सांगायला आनंद वाटेल, की मला फरक अगदी अ, काही महिन्यातचं जाणवू लागला कारण अ, अ, जे काही माझा वर्षानुवर्ष जो माझी अ, मनस्थिती होती. जे काही माझी अ, मानसिक विकार होते, मला वाटतं आहे, मी इतर साऱ्या डॉक्टरांना दाखवून, अगदी चार पाच वर्षांपासून मी या गोष्टीला कुठेतरी त्रासलेलो होतो. आणि जर कोरोना आला, तर त्यामुळे ते कुठेतरी म्हणतात ना, त्याला एक वेगळीच किक मिळाली. तर मला वाटतं आहे, अ, ज्यापासून मी ही सरावाला सुरुवात केली, अ, श्वासाचे सराव केले, श्वासामध्ये काय-काय आपल्याला नवीन-नवीन प्रकार शिकता येते. ह्या गोष्टी नव्याने शिकल्या आणि श्वास घेताना आपण काय करावे, काय नाही. तर मला वाटतं अशा छोट्या-छोट्या ज्या गोष्टींचा अभ्यास करून मी सराव केला, की मला वाटतंय लागलीच अ, 2 का 3 महिन्यांमध्येच मला त्या गोष्टींमध्ये अ, फार फरक दिसू लागला. आणि मला वाटतं आहे, तेव्हापासून ते आतापर्यंत मला ह्या गोष्टींमुळे फार एक चांगला रिलॅक्स मिळाला आहे. आणि त्यामुळे जे माझं मन आहे, ते शांत आणि एक स्थिर राहत आहे.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हां, हां. हं, हं. क्या बात है! किती छान. हं, हं. हं. हं, हं. हं, हं.